<chuckles>
आणि चुकूनमाकून जर का जेवणात जास्त पडली तर मात्र खाणाऱ्याच्या नाकातून बाहेर येते.
हां. <chuckles>
म्हणजे असं म्हणजे मी सुरुवात केली सांगायला.
बरोबर, हां.
एकेकाने तर कच्ची खावी आणि कोणी-कोणी तर तिला हातालाही नाही धरावी. अशीही काही बया आहे, रानातही उठून दिसते आणि पानातही अगदी सुरेख दिसते. ओळखा बघू? आणि त्यांनी इतकं सुंदरपणे माझं हे केलं ना ओळखलं त्यांनी. तर म्हणतात, "मिरची! नाकाला झोंबते, नाकातून बाहेर पडते खाल्ली की" एवढं सुंदर त्यांनी हे केलं. मला एवढं आवडलेलं ना की
हां. हां ना. अच्छा. <chuckles> हो ना.
कसं त्यांना पटापट-पटापट उत्तरं येत होती आणि आम्हाला आमचं ज्ञान थिटं वाटत होतं त्यांच्यापुढे.
अरे वाह! मस्त. हो ना, हं आणि मला वाटतं ते
पण हा एक मजेशीर होतं की
एक्सप्लेन करणं पण एक कला आहे, नाही का, जसं तुम्ही सांगितलं. म्हणजे कोणालाही नाही जमणार. म तो जास्तीत जास्त काय म्हणणार हिरवा कलर आहे <giggles> किंवा काय सांगणार दुसरं सुचतच नाही.
<chuckles> हो पण त्यांना रंगांचेही ज्ञान नाहीये ना, तुम्ही जेव्हा आपण नेत्रहीनांकडे बघतो ज्यांच्या जे ब्लाइंड आहेत, दुर्दैवाने त्यांना रंगही माहिती नाहीयेत. तर त्यामुळे त्यांना रंग वाप आणि आम्हाला तसं सांगितलं होतं, की तुम्हाला सांगताना अ, का असा हां, ज्या अशा गोष्टी आहेत की ज्यांना ते दिसू शकत नाहीत, पण ज्यांचा स्पर्श होऊ शकतो, ज्यांचा वास घेतला जाऊ शकतो. तशा गोष्टींची चव रख चख अ, घेतली जाते, तर अशा गोष्टी तुम्ही त्यांना सांगायच्या आहेत. तर आमचे ऑफ कोर्स एचआरचं आणि ते ॲक्चुअल असं होतं ना की हाऊ सेन्सिटिव्ह यू आर टुवर्ड्स टू युअर सोसायटी ह्याच्यासाठी आम्हाला ते म्हणजे त्यांनी हे केलं होतं की तुमच्या सोसायटीमध्ये हा पण एक घटक आहे, ही पण माणसं आहेत आणि ही पण तेवढ्याच ताकदीने उभी आहेत, जेवढ्या ताकदीने तुम्ही आहात. तर तुम्ही काय तुमच्या म्हणजे
हो, अगदी बरोबर. येस व्हिज्युअल नाहीये. हम्म. कलर व्हिज्युअल काही नाही करायचं. हं, हं. बरोबर. अरे वाह! हां. बरोबर. वल्नरेबल सेक्शन आपण म्हणतो यांना, नाही का?
एक्झॅक्ट एक्झॅक्टली, पण ना दुर्दैवाने ना आम्हाला असं वाटलं होतं की त्यांच्यापुढे आम्ही थिटे आहोत.
हं. अच्छा.
कारण ते आमच्यापेक्षा सुपरह्युमन असल्यासारखे ते वावरत होते. मी म्हणते ना की त्यांन जो एक अ, दुसरे पण बरेचसे असे ॲक्टिव्हिटीज होत्या. डोळे बंद करून 5 मिनिटं काय, 2 मिनिटं पण आपण चालू शकत नाही.
अरे बापरे!

अ, जे आपण म्हणतो ना की अंध, ब्लाइंड पर्सनल्स असतात. त्यांच्या अ, एका वर्कशॉपला आम्ही गेलो होतो.
ओके.
आता तिकडे गेल्यानंतर आम्ही एकमेकांशी म्हणजे बऱ्याच अशा गोष्टींवर बोललो. त्यांच्याकडनं त्यांच्या पद्धती बघितल्या, की कसे ते ब्रेल हाताळतात किंवा कसं त्यांना फक्त एखाद्या गोष्टीला हात लावून कळतं, की काय आहे काय नाही?
हां, मग? अगदी बरोबर, म्हणजे त्यांचे सेन्सेस थोडं अ, हायर असतात नाही का टचचे सेन्सेस
आणि काही खूप, खूप. हो, आपल्यापेक्षा प्रचंड, प्रचंड सेन्सिटिव्ह असतात ते आणि ह्या सेन्सरी ऑर्गन्स असता ना त्यांचे जरी आपण म्हणतो ना की देवाने दृष्टी नसेल दिली, तरी पण त्यांना एक अंतर्दृष्टी नक्कीच देवाने दिलेली आहे, की जी स्पर्शातून, वासातून, आवाजातून त्यांना ते म्हणजे आपण म्हणतो ना प्रतिध्वनीत होतं त्यांच्या ब्रेनमध्ये, की नक्की ही काय वस्तू आहे? तर तेव्हा ना तिथे असा टास्क होता आम्हाला की बाबा तुम्हाला आता बघा आपण डमशेर आर्ट्स खेळतो बरोबर, डमशेर आर्ट्स खेळताना आपण काय करतो हातवारे करतो, बोलत नाही.
हो ना. बरोबर. बरोबर आहे. हो ना.
पण इथे आम्ही उलट केलं होतं. इथे उलट असं केलं होतं, की इथे बोलायचंय तुम्हाला, पण वस्तूचं नाव घ्यायचं नाहीये.
बरोबर आहे. हां. हां, आलं लक्षात. हं.
बोलायचं आहे आणि मग अ, अशा ह्याच्यामध्ये ना आम्हाला आणि कोड्यात तुम्ही बोलू शकता किंवा आपण म्हणतो ना की अ, एखाद्या गोष्टीला म्हणजे आपण अ, आकार वगैरे आहे. हां, आकार वगैरे आहे ते सांगू शकता, पण त्याचं नाव घ्यायचं नाही. तर माझ्याकडे आल्या होत्या मिरच्या.
इंडायरेक्टली बोलायचं. हं. बरोबर. अच्छा! <chuckles> मग?
माझ्याकडे मस्तपैकी अ, आपण म्हणतो ना लवंगी मिरची त्यातला प्रकार होता. आता मी सांगायला तर म्हटलं "अरे बापरे, हिचं तर काय सांगायचं?" तर म्हटलं
हिरव्या मिरच्या. येस.

किंवा आपल्याला एखादा पदार्थ वाढला जातो, सर्व्ह केला जातो. तेव्हा आपण काय करतो? पहिला त्याला आपण डोळ्याने अधिग्रहण होतं त्याचं. पूर्ण आपल्या डोळ्याला. आता काही वेळेला बघा, टीव्हीवर असे मस्त-मस्त आईस्क्रीम्स दाखवले जातात.
हो ना. हो.
टीव्हीवर बघा तुम्ही, कधी कितीतरी वेळेला असं दिसतं की छान असं ते अ, केलॉग्स ठेवलंय अन् त्याच्यामध्ये दूध पोअर करतायेत किंवा
हो ना, म्हणजे एकदम रंगीबेरंगी अ, कलरफुल हं.
एकदम सुंदर म्हणजे एखाद्याला बघायला असं वाटेल ना, तो पुलाव दाखवतात. तो सोया पुलावची ॲडव्हर्टाईज येते तेव्हा ते जे काही दाखवणं आहे, जे नजरेला भाळतं आपल्या असं, तर असं जर तुमच्या पुढ्यात कधी ताट आलं ना, तर तुम्हाला खूप मजा येते ते खायला, जेवायला. म्हणून कदाचित आपण आहे ना, की जरी घरी सेम डिश असेल, तरीही तिला खायला आपण बऱ्याच वेळेला हॉटेलमध्ये जातो.
हो ना. हां. बरोबर आहे. हं.
आणि मग ते प्रेझेंटेशन डोळ्यांनी आपल्या घेतलं जातं, पण नंतरच्या दुसऱ्या ज्या प्रोसिजर आहेत, की त्याचं पहिलं म्हणतो ना, असं पण वास घेतो हां. आत्ता मग थोडंसं चाखून बघूया, <sucks teeth> असं थोडंसं उचलून, येस, दॅट अरोमा, स्पेशली हा अरोमा कुठे कळतो माहिती आहे आपल्याला? चायनीजच्या गाडीजवळ. <chuckles>
अ, अरोमा. <chuckles> हां. हो ना. <chuckles> म्हणजे आपण साइडनी जात असलो, तर गाडी फिरून वापस येतो तिथं. <chuckles>
एक्झॅक्टली येस म्हणजे आपण म्हणतो ना कितीही नाही-नाही मला बिलकुल काही फ्राईड राईस खायचा नाहीये, मी मंचाऊ बघणारही नाहीये, नाही मला मला काही खायचं नाही, भेळ पण नाही खायची चायनीज. फक्त त्या गाडीच्या बाजूने फक्त तुम्ही लेफ्ट टू राईट जाऊन तर दाखवा काय मजाल तुम्ही काही न घेता तिकडनं जाल म्हणजे की
हां, हं. हो ना. <chuckles> बरोबर आहे. आणि जे-जे म्हटलं आपण नाही खायचं सगळं खाऊन घेतो. <chuckles>
सगळं, सगळं, कारण तो अरोमा तुम्हाला तिथे बोलावतो आणि मग ह्या दोघांना आहे ना म्हणजे दिसायचं, वासाचं आणि नंतर जे काही तोंडात गेल्यावर, ते जसं म्हणतो ना आपण की आपला सलाईव्हा त्याच्यामध्ये मिक्स करून, करून जीभ त्याचा जो काही आनंद घेत असते. तर त्याच्यावर मला एक हे करावं लागेल. आपण कधीतरी तुम्ही असं कधी गरम-गरम अ, एखादा घास घेतलाय का?
बरोबर. हो ना.